काही चूक झाली ना, आपण माफी मागतो का त्यांच्याकडे नाही मागत ना. तर मग असाच आपला कुटुंब असतो. त्या कुटुंबामध्ये भांडणं कितीही झाली ना, तर त्या माफी मागण्याच्या अगोदर तुम्ही डोळ्यात पाणी आणता किंवा तुम्ही फक्त डोळ्यांनी बोला त्यांच्याशी, "यार, माझी अशी चूक झालेली आहे," तर तुम्हाला माफी मागण्याची गरजच नसते. आणि माफी अगर मागले ही ना, तर काय तुम्ही छोटे नाही होणार. तुम्ही फक्त ह्याचा आठवण ठेवा की कोणीही तुमच्या वाईटमध्ये उभं राहणार नाही. फक्त तुमचा कुटुंब उभा राहणार आहे. ते कुटुंबाला नेमकं जपायसाठी ना, तुम्हाला माफी मागायला पडली, तर मागा माफी. का की तो कुटुंब ते जागा आहे जिथे तुम्ही जाऊन मस्तपैकी राहू शकतात. तुम्हाला तो शांत करतो. ते कुटुंब असतो.
नाही मागत, हो. हं. हो. बरोबर, बरोबर. बरोबर आहे, बरोबर. अगदी. हं, हं, हं. हं, हं. अच्छा, तर म्हणजे काही साध्या मराठी वाक्याने पण आपण म्हणजे नंतर मग ते बोललेच असेल ना, काही ना काही. काय झालं चुकलं-बिकलं तर असं तर बोलले, हां.
हां. ते म्हणाले ना, ते म्हणाले की म अ, माझी अशी चूक झाली, मी थोडंसं असं तुटक वागलो तुझ्याशी. माझ्याशी
हं. ओ कोणाची चूक होती म्हणजे नेमकं?
अ, काकाच्या मुलाची चूक होती तिथं. त्यानी ऑफिसमध्ये काहीतरी गडबड, बीनसलं आणि त्यांनी इथे बघून त्याला असं वाढवून घेतलं, वादविवाद झाला. तर मग दादा म्ह हां. तर माझा दादा म्हणाला, "ठीक आहे ना, तर तू नोकरी कशाला सोडली?" तो म्हणला, "नाही यार, मला समजमध्ये नव्हतं येत काही पण." ते बोलले, "ठीक आहे, तुला आता तिथे नाही करायची तुला दुसऱ्या जागी मी करवून देतो, तू तिथे लाग, आरामाने कर नोकरी आणि मस्त राहा, काही काळजीचं" हां. आणि काय असतं भावंडाचं प्रेम खूप मोठं असतं. आपण राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न म्हणतो ना, तर त्यांच्यामध्ये जेवढं प्रेम असतं ना, ते एक आई आईची मुलं नाही एक आईची. पण त्यांच्यामध्ये प्रेम केवढं आहे. ते भावंड आहे ना, त्यांना माहिती आहे. अरे, आपण भाऊ आहोत. एक आहे सावत्र, पण भाऊ आहे ते. त्यांच्यामध्ये प्रेम केवढं असतं. केवढं जास्त प्रेम करतात ते एकमेकांना. त्यांचं असं असतं अरे म म्हणजे, मी तुम्हाला सांगतो अ, आमच्या दोघं मोठ्या भावांमध्ये एवढं प्रेम आहे ना, जेव्हा एक दुसऱ्याची तब्येत बरी नसते. कोणाला काही होतं ना, तर सर्वात प्रथम तो पोहचतो. ते दोघांमधनं एकच स्व एक दु एकमेकांच्या जवळ अग आजही अगदी असतात. की "हां, मी आहे तुझ्यासोबत हां मी आहे तुझ्यासोबत, तू काळजी नको करू." आमच्या काकांची तब्येत बिघडली होती ना, तर माझा मोठा भाऊ सर्वात पहिले गेला होता अहमदाबादला
अच्छा, अच्छा. हां, म्हणजे त्याचा राग इकडे काढला. हं, हं. हं, हं. अरे वाह! इतकं प्रेम. एकदम भारी. हो, हो. हं, हं. बरोबर. हं. हं, हं, हं. बरोबर आहे. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. अरे. हं, हं. हं, हं.

हं, हं.
तर त्यामुळे त्यांची भांडणं ऑफिसमध्ये पण झालेली होती. तर त्यांनी मोठ्या जो काकाचा भाऊ होता. आणि त्यांनी जॉब सोडली, दादांनी नव्हती सोडली, की नाही काय ह्याच्यामध्ये एवढं नाही. पण मी सांगितलं, "अरे, तुम्ही भावंड आहात ना."
हं, हं. अच्छा. हं, हं. हं, हं.
तुमच्या सरनेम पाठीमागे तुम्ही जो सरनेम लावतात, त्यात एकच आहे, तर तुम्ही एकच कुटुंब राहणार ना, सद्दैव. तुम्ही मग कशाला हे विचार करून घेता, की भांडणं केली आहे, "अरे, भांडणं झाली विसरा, लहानपण कसं आपण भांडायचो, एक दुसऱ्याला मारायचो आणि विसरायचो ना." तो म्हणे, "तुझा भाऊ नाही विसरत आहे." म्हणला त्याला, "तो पण विसरतो, तू विसरू तू पण विसर, एकदा एकदा तू विसर, एकदा तो विसरेल सुरुवात तर कर."
बरोबर आहे. हो, बरोबरच आहे. तू सुरुवात तर कर. हां. हं. बरोबर, बरोबर.
मग अ, त्याला थोडं समजवलं. मग 5-6 दिवस झाले आणि एकदा तो घरी आला. तर माझा मोठा भाऊ होता, तर दोघं एकमेकांना बघून मिठी मारून घेतली दोघांनी.
हं, हं. अरे बापरे! खूपच, म्हणजे भारी झालं.
तर अ, ते वादविवाद असे शांत झाला आणि ती भांडणं तर गेली चुलीत. पण असं बोलण्यामध्ये ते दोघांच असं वाटलं, की भांडण कधी झालीच नव्हती. आणि मग ते मला आणि मी बोल
हं, हं. हं, हं. मग म्हणजे हं, हं, मला असं म्हणायचंय, की माफी मागताना म्हणजे पहिलं काय म्हणावं म्हणावं लागतं, असं तुला वाटतं बरं? नेमकं त्यांनी इथं आले आणि डायरेक्टली तर त्यांनी मिठी मारली, ते तर झालं. हं, हं.
अ, मला हां. मी तुम्हाला खरं सांगू मी तुम्हाला खरं सांगू, तुम्हाला असं वाटतं की आपल्याला माफी मागायची मागायची गरज आहे. पण जेव्हा नाते खरे असतात ना, तुम्ही फक्त डोळ्यातून पाणी गाळा. ते नाते आपल्याआप माफ करतात तुम्हाला. त्यामुळं आई-वडील असले, काय कोणीही असले. असं आपण बघा, आपण किती पण चुका केल्या आणि आपले आई-बाबा आपल्याला मारतात, मग आपण रडतो. आणि रडत बसलो की आई आणि बाबा गृहीत धरतात ना, आपल्याला की ठीक आहे चल राहू दे.
<clears throat> अच्छा. अच्छा. हं, हं. हं, हं. हं, हं. हं. बरोबर. हो, हो.

अरे बा! अवघडच झालं.
मग भांडणं भयंकर वाढली. आणि त्याच्यामुळे काय झालं ना मग काका आणि माझ्या बाबांच्या बोलण्यामध्ये दुरावा यायला लागला आणि काकी आणि आईमध्ये पण. काकी अ, दोघं मुलं मोठे घराची आणि मग ते म्हणायचे माझ्या बाबांना म्हणायचे दादा वगैरा, की तुम्ही कशाला बोलतात त्यांच्याशी मला नाही आवडत. हे ते, ते पण त्यांचा मुलगा पण असं वागतो तुटक वागतो. त्या दोघांतर्फे ते चाललेलं होतं. मग नेमकं काय झालं ना, की अ, एक प्रकार असतो ना, की चला सोडतं घ्या. चला आता पुढे वाढू. तर अ, का, की काय असतं मोठ्यांमध्ये ना मला कधी-कधी वाटतं, की मोठ्यांमध्ये जास्त शिस्त असते, म्हणून ते खूपच जास्त तुटक वागतात. त्यांना एवढी काळजीच नसते, की अ, आपले संबंध तुटतात आहे, की काही होत आहे त्यांच्यामध्ये. असं नाही म्हणत आहे मी, की मोठ्यांमध्ये इगो असतो. पण त्यांच्यामध्ये कुठे तर तो प्रकार असतो. ते म्हणतात, की समोरचावाला वाकेल ना तर मी वाकणार. तर मग काय झालं होतं, की
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर. <chuckles> अगदी बरोबर. वागतात. बरोबर आहे तुमचं. हं, हं. हो, हो. तर मला हे सांगा ना म्हणजे सुरुवातीला कसली म्हणजे कशाप्रकारे मग तुम्ही पाऊल उचललत? काय केलंत हे भांडणं झाल्यानंतर नेमकं? हो, हो, हं, हं.
तेच सांगतोय मी. अ, भांडणं झाली ना त्याच्यानंतर आमच्या घरी अ, काकाचं आणि काकीचं येणं बंद झालं. तर एकदा नेमकं मला आठवण आली खूप काका-काकीची तर मी गेला त्यांच्या घरी. तर तिथे तो माझा मोठा भाऊ होता. तर अ, तो माझ्याशी नाही बोलला. आणि मी काकीशी मस्त पैकी वाद संवाद झाला माझा. आणि मी विचार केला त्याच्याशी बोलू तर मी म्हणाला, "दादा काय म्हणतो? आज ऑफिस नाही गेला लेट आला का? मग लेट झालं का तुला?" काहीतरी असा संवाद झाला होता. तो बोलला, "नाही, नाही असं काही नाहीये. आता थोडंसं काहीतरी चाललेलं आहे कंपनीमध्ये तर अवघड आहे वस्तू." तर काका म्हणाले, "बोले त्याची जॉब गेलेली आहे. भांडणं केली त्यानी ऑफिसमध्ये" म्हणला, "अरे, असं कशाला केलं तू?"
अच्छा. अच्छा. हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं.